लहानपणी आई-बाबा आपला खर्च चालवतात. नंतर मग हळू-हळू आपण अ, शिक्षण घेतो, पहिली नोकरी लागते आणि तो पहिला पगार हातात येतो. तेव्हा अ, काय वाटतं ना, म्हणजे तुम्हाला काय वाटलं होतं तुमचा पहिला पगार हातात आल्यावर?
हो ना. <laughs> हो. आभाळ ठेंगणं झालं होतं, बरं का मला <laughs> अक्षरशः हो. आणि अ, तो पगार किती आलाय त्यापेक्षाही माझा माझ्या हातात पैसे आहेत. हा आनंद मला जास्त होता, बरं का. आणि अगदी म्हणजे त्यावेळेला अ, मी मूर्ख होते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण अ, असं वेड्यासारखा तो आनंद होता माझा पहिला पहिला पगार आला तेव्हा, आत्ताच हो ना. हो. <laughs> हो ना.
अरे वाह! होणारच. <chuckles> ओह! सगळ्यांचाच असतो आणि नक्कीच तुमचाही असणारच. वेड्यापणा नाही त्यात नक्कीच. खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुमच्याही पेक्षा मला वाटतं अ, घरचे खूप खुश असेल. काय होती तुमची आणि घरच्यांची अ, भावना? <chuckles>
अ, खूपच आनंदाची गोष्ट अगदीच. <chuckles> अ, ज्यावेळेला माझा पगार आला ना मी पहिल्यांदा तर सांगितलंच नव्हतं घरी. आणि हो, मग मी 10 दिवसांनी ऐका ना, मी 10 दिवसांनी ना घरी जाणार होते. आणि मला ते सरप्राईज ठेवायचं होतं माझ्या आईसाठी. मग अ, माझ्याकडे जो पगार आला, त्यामध्ये मी आईला अ, नारायणपेठी साडी अ, जी तिची इच्छा होती, एक सुप्त इच्छा होती. गावाकडे नारायणपेठ साडी फक्त ऐकून होतं आणि पाहून होतं फोटोजमध्ये.
हं, हं. काय बोलता? सांगतो ना आनंदाने? अच्छा, अच्छा. अच्छा. अच्छा, अच्छा.
तर अ, तशी साडी तिला हवी होती आणि मग ती साडी मी घेतली आणि आई म्हणजे घरी गेले होते सुट्टीसाठी. श त्यावेळेला रविवारी सुट्टी असायची. शनिवारी घरी गेले आणि आईच्या समोर ती साडी ठेवली. म्हटलं, "आई, बघ ही साडी तुला आवडते का?" आईला ती खूपच आवडली होती आणि नंतर जेव्हा तिला सांगितलं, की "माझा पगार झालाय आणि माझ्या पगारातून ही पहिली साडी मी तुझ्यासाठी आणली आहे."
अच्छा. हं. अरे वाह!
तिला कोण तो आनंद झाला होता खरंच. आणि तिला त्याचंही समाधान होतं की मा म्हणजे तिची आवड माझ्या लक्षात राहिली आणि तिला हवी होती तशी अ, काठाची सा काठपदराची साडी तिच्यासाठी मी घेतली होती. आणि ती साडी आईनं जपून ठेवलेली आहे. याचाही मला खरंच खूप आनंद वाटतो.
ऊन अरे वाह! एकदम मस्त, मस्त. म्हणजे आईचा चेहरा तर तुम्हाला लक्षात असेल ना? म्हणजे अजूनही तो दिवस आठवत असेल आणि तो आनंद आठवत असेल की आई
<chuckles> हो, तिच्या तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं बरं का. तिनं ते बाहेर पडू दिलं नाही. पण अ, डोळे भरून आले होते तिचे आणि हो. अगदीच. आणि जे येईल त्याला ती साडी दाखवायची. अ, "माझ्या लेकीनं आणली." हो, हो, हो हो. जे येईल त्याला ती दाखवायची. "किती सुंदर आहे ना साडी? लेकीनं घेतली. किती सुंदर आहे ना साडी? तिच्या पहिल्या पगारातली आहे." ते खूपच म्हणजे तो आनंददायी क्षण माझ्यासाठीही होता आणि तिच्यासाठीही होता. आणि तिच्या चेहऱ्यावरचं
अ, हां. पाणावलेले तुम्हाला जाणवलं असेल. अच्छा. माझ्या मुलीने घेतली आहे. माझ्या मुलीने घेतली आहे. <laughs> अ, <chuckles> नक्की. मस्त, मस्त. मग तो आनंद आईशी शेअर करून एकदम द्विगुणित काय म्हणता येईल, भरपूर पटीने वाढला असेल?
<laughs> हो, द्विगुणितच नाही अनेक पटींनी तो गुणाकार झाला होता आनंदाचा. खरंतर ते पैशांना मोल नव्हतं. त्या आनंदाला मोल होतं आणि तिच्या चेहऱ्यावरचं जे डोळ्यातली चमक होती ना त्याला तुलनाच नाही. नंतर कितीही पैसे आले तरी त्याला
मस्त. नक्की. मग हे जे तुम्ही 10 दिवस अ, तुम्ही अ, कंट्रोल केलं न सांगण्याचं, त्याचं खरंच अ, ख एकदम मस्त सरप्राईज झाला असेल आईला. मी हो. तेच म्हणणार होती तुम्ही 10 दिवस एवढं लपवलं कसं?
हो, हो. <chuckles> हे अवघड होतं माझ्यासाठी पण अ, हो. <chuckles> मी आईला फोनचं नव्हते करत. म्हणजे केला तरी फक्त बाबांशी बोलायची. आणि आईशी जुजबीच बोलायची आणि मी फोन ठेवून द्यायची. आईला वाटायचं की मी नाराज आहे तिच्यावरती वगैरे. पण अ, म्हटलं, "ठीक आहे फक्त 10 दिवसचं कंट्रोल करायचं आहे मला."
हां, हां. अच्छा. हां, हां. कारण की आईकडून राहत नाही हो सहसा. पोटात काही राहत नाही आई बोलायला लागली की <chuckles>
अहो, खूप कंट्रोल केलं होतं मी. आणि आयुष्यात पहिला पहिली वेळ होती, जेव्हा मी माझ्या पोटात असं काहीतरी सिक्रेट ठेवलं होतं आईसाठी. <laughs> नाहीतर प्रत्येक गोष्ट आईला सांगायची सवय आहे ना आपल्याला. पण ते मी असं खूप कटाक्षान टाळलं होतं. आणि मला तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव बघायचे होते. म्हणून मी तो अ, कंट्रोल खूपचं अवघड असा कंट्रोल केला होता.
<laughs> हो, हो. नक्कीचं. एक सर्प्राइज. नक्कीचं, नक्कीचं. आणि बाबांचं काय?
हो. <laughs> बाबांसाठी मी काहीचं नव्हतं घेतलेलं खरंतर. पण माझ्या बाबांना <chuckles> आनंद आहे. पण बाबांचं कसं होतं ना? म्हणजे <sucks teeth> अ, बाबांसाठी मी नंतरच्या पगारात, माझा पगार तेवढा ग्रेट नव्हता. पण दुसऱ्या पगारामध्ये मी बाबांसाठी एक अ, माझे बाबा व्यवसायानं टेलर अ, आहेत. आणि मग त्यावेळेला ना त्यांची जी कात्री होती, जी प्रोफेशनल कात्री असते. ती बरीचशी खराब झाली होती. आणि, आणि ते त्यांच्याकडे ते घेण्यासाठी पुरेसे म्हणजे ते टाळाटाळ करायचे.
पण घेतलं नाही गरज नाही. पण बाबांचा पण आनंद असेल ना? हां, हां. अच्छा. हां, हां. अच्छा. हां, हां. कळलं, कळलं. हां.
मग दुसऱ्या पगारामध्ये मी बाबांसाठी मी ज्या शहरात काम करायचे, तिथे असंच एका अ, जे मोठे टेलर आहेत त्यांना विचारून तशा पद्धतीची कात्री घेतली होती. आणि त्याच्याबरोबर
अगदी वजनदार वगैरे असते ना थोडीशी, मोठी असते. हां.
हो, ती वजनदार असते. आणि ती कटिंगची वेगळी कात्री असते. आणि माझे पप्पा लेफ्टी आहेत. तर अ, त्या लेफ्टीवाल्यांची कात्री अजून वेगळी असते.
अच्छा. हां, हां. अच्छा, असं पण असतं.
तर अ, तशा पद्धतीची कात्री घेणं मला थोडंसं अ, माझ्यासाठी दिव्यच होतं आणि त्यातही असं होतं की पप्पांना ती अ, अ, काय स सूट होईल की नाही. कारण ते परत टेक्निकलिटी असते त्याच्यामध्येसुद्धा. आणि ते जे लेफ्टी असतात त्यांच्यासाठीचे वेगळे असतात कात्री. तर मग ते माझ्यासाठी दिव्य होतं. पण अ, अ, थँक गॉड की पप्पांना ती कात्री अ, सूट झाली आणि अजूनही ती कात्री ते त्यांनी जपून ठेवलेली आहे पप आईनं जशी साडी ठेवली आहे ना, तसं पप्पानेसुद्धा ती कात्री ठेवलेली आहे.
हां. बरोबर, बरोबर. हां, हां. पहिला पगार म्हणजे पहिली अ, भेटवस्तू नक्कीच, नक्कीच. पण मला सांगा ना म्हणजे दो तुमचा दुसरा पगार झाला त्यातून तुम्ही त्यांना दिलं. पण पहिला पगार झाल्यावर पण त्यांना आनंद तर नक्की झाला असेल ना, तो आनंद कसा होता?
हो. हो. माझ्याकडून पप हो. तो आनंद होताच पण त्याच्यामध्ये ना ते चिडवत होते, की "तुझं फक्त तुझ्या आईवरच प्रेम आहे. माझ्याकडे काही बघूच नका तुम्ही कोणीच. मी मात्र तुम्हा सगळ्यांसाठी राबतोय." हो. <chuckles> पण नकळत त्यांचाही तो आनंद होताच. त्यांना तर खरंच आनंद होता. अशा वेळेला ना मला एक जाणीव अशी झाली, की आई-बाबांना त्या पैशांचं नसतं पण ते कौतुक असतं, की आपली मुलं आता दोघांमध्ये बळ आलेलं आहे आणि ते उडण्यासाठी आता सज्ज झाले आहेत. ही जी एक कृतज्ञतेची भावना असते ना, ती खूप मोठी असते आणि ते मी तेव्हा पाहिलेलं प्रत्यक्षात. आणि हे वेगळंच असतं फिलिंग.
हां आणि मग दुसऱ्या पगार आल्यावरती? मग अ, दुस हो. हं, हं. नक्कीच. एकदम छाती एकदम फुलून येते एकदम मा माझी लेक, अरे वाह! सही! म्हणजे एका वेगळ्याच अ, वेगळी पायरी चढली म्हणून एक ठीक आहे. मग आता हे आई-बाबांचं हं, हं.
हो ना? रोज येते. हो, आता अ <chuckles> अगदीच, अगदीच. आता जेव्हा मी माझ्या हां. सांगा.
जसं आई-बाबांचं झालं अजून कोण होतं म्हणजे भावंड किंवा मित्र-मैत्रिणी? त्यांची प प्रतिक्रिया काय होती? पार्टी?
नाही अ, माझी बहीण मात्र खूप रुसली होती बरं का. <laughs> त्यावेळेला अ, नाही, नाही काय असायचं लहान होती ना ती. आणि तिचं आपलं ती छोट्या ह्याच्यामध्ये खुश असायची. म्हणजे एखादं कानातलं घेतलं किंवा गळ्यातली एखादी माळ घेतली तरी ती खुश असायची. पण आईला म स्पेशली घ्यायचं असंच माझं होतं आणि अ, त्या काळात कसं ना आम्ही घ रूम रेंट वरती वगैरे असायचो ना. मग मी पप्पांना म्हटलं होतं, की "आता मला पॉकेट मनी द्यायचा तुम्ही थांबवा आणि माझा पगार आलेला आहे. त्याच्यातून मी माझं घरभाडं देईन आणि अ, जे स्वयंपाकाचे पैसे द्यायचो आम्ही मावशींचे तेही मी देते." अशा पद्धतीनं मी तो खर्च वडिलांच्यावरचा कमी केला. आणि बहीण मात्र रुसली होती, की तू फक्त आईवरच प्रेम करते, पप्पांवरच करते, बाबांवरच करते आणि माझ्यावर लक्षच नाही. पण तो रुसवा जायला घालवायला मला काही जास्त वेळ नाही लागला. आणि तिचं छोट्या-छोट्या गोष्टींमध्येच ती खुश असायची. लहान होती ना त्यावेळेला.
का? तुला नाही काही. हां. हां, हां. हां, हां. अच्छा. हां, हां. हां, हां. हं. मला विसरली. अच्छा. हं. नक्कीच, नक्कीच.
आणि अशा पद्धतीचे ते आनंद होते जे खूपच निरागस आणि निखळ आनंद. अ, ते खूप खूप छान वाटतं अजूनही जेव्हा आठवतं तेव्हा.
हं, हं. नक्कीच, नक्कीच. तर तुम्ही तुमच्या ह्याच्यातून घर खर्चाचं सगळं अ, जबाबदारी पण, बऱ्यापैकी अंगावर घेतली. आणि मग ह्याच्यातून तुमची बचत वगैरे किंवा अ, पुढच्या आयुष्याची जी प्लॅनिंग वगैरे म्हणतो, अ, रिटायरमेंट प्लॅनिंग वगैरे, असं काय मग सुरुवात केली का पहिल्याच पगारापासून का, हळू-हळू कधीपासून?
हो. <chuckles> हो. हो. पहिल्या पगारापासून तर नाही. पहिल्या पगारामध्ये आईसाठी साडी होती आणि माझे जे रूममेट्स होते त्यांच्यासाठी आईस्क्रीम पार्टी दिली होती बरं का. आणि <laughs> हो. आम्ही छोटीशी आईस्क्रीम पार्टी, अ, आईस्क्रीम अ, आइ आइसक्रीम पार्टी असायची आमच्याकडे रूमवरती. आणि दुसऱ्या पगारापासून मात्र मी अ, एक अ, टर्म इन लाईफ इन्शुरन्स घेतला होता माझ्यासाठी. आणि अ, एक छोटंसं एस-आय-पी त्यावेळेला सुरु केली होती मी, जी अ, ₹500 पासूनची होती. आणि अशा पद्धतीने माझा जो उरलेले पैसे असायचे, त्याच्यामध्ये मी मला असं चांगलं आठवत आहे अ, सगळं मिळून माझं ₹1700 ची सेव्हिंग्ज असायचं. आणि त्या काळात मला ते खूपच जास्त वाटायचं. पण अ, आता छान वाटतंय की अरे हां, तिथून मग, मी शिकले सेव्हिंग्ज करायला आणि तेव्हापासून मी करते आहे. आणि आता, आता अवघड नाही वाटत माझं पुढचं आयुष्य मला.
हं. हां, हां. अच्छा, अच्छा. हां. अरे वाह! हां. अच्छा. हो. नाही खरंच पहिल्यापासून करणार ना, त्यांना त्याचा, फायदा पण जास्त दिसतो, मिळतो आणि सवय पण तुम्ही म्हणालात तशी अ, लागते. अ, मग तुम्ही जे नवीन असे म्हणजे ज्यांना पहिला पगार येतो किती वेळा असं होतं ना, की अ, 1 पार्टी झाली, 2 पार्टी झाली किंवा ए आज हे खरेदी करायचंय, ते खरेदी करायचं आहे. काही लोकांचे वर्षाला फोन बदलतात. मग कसं हे अ, पगार आला की हे बचत कसा करायचा? काय सल्ला द्याल तुम्ही?
हो. अगदी. हो. <laughs> हो, हो. अ, नक्कीच, अशा या बाबतीमध्ये ना आम्ही अ, माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा ट्रेनिंग कंडक्ट करत असतो. ज्याला आपण अ, फिनान तर फिनॅन्शियल फ्रीडम हे जे ट्रेनिंग आहे ते आम्ही अ, जे नवीन अ, जॉइन झालेली लोकं आहेत त्यांच्यासाठी कंडक्ट करत असतो वर्षातून एकदा. <sniffs> ज्याच्यामध्ये अ, स्पेशली असं सांगितलं जातं, की "तुमच्या जे सॅलरी आहे, त्याच्यातला जो स सत्तर टक्के भाग आहे, तो तुम्ही सेव्ह करायचा प्रयत्न करा. जर तुमचं स्वतःचं घर असेल."
अच्छा. सत्तर टक्के अच्छा.
जर स्वतःच घर असेल तर.
अच्छा.
पण हां, किंवा बऱ्याच वेळेला असं असतं ना की आई-वडील असतात घरात आणि मग अशा वेळेला मुलं काय करतात की बराचसा पैसा हा पार्ट्या, अ, बाहेरचं जेवण, वेगळ्या-वेगळ्या पद्धतीच्या वस्तू यांच्यावरती उडवतात, म्हणून आम्ही तो 70% चा रेशो लावला होता, अपेक्षित 40% आहे. पण जेव्हा आपण 70% म्हणतो, तेव्हा कुठं ते लोकं पन्नास टक्के सेव्ह करायला सुरू करतात. असं ते त्याच्यामागचा हिडन हेतू होता आमचा. पण रेशो रेशो असा सांगतो फिनॅन्शियलचा की तुमच्या सॅलरीचा तुम्ही 50% सेव्हिंग केलं पाहिजे. 30% तुमचे जे रेंट आहेत, जे फिक्स्ड अ, अ, तुमचे पैसे आहेत त्याच्यामधून तुमचा खर्च भागवा आणि 15% तुमचे जे डेली नीड्स आहेत, त्याच्यासाठी ठेवा. असं एक अ, वळमानानं कॅल्क्युलेशन मी माझ्यासाठी करून घेतलं होतं आणि मी माझ्या मुलीलाही आणि मुलालाही तेच सांगत असते की तुमची जी सॅलरी आहे ती तुम्ही सत्तर टक्के सेव्ह करा आणि अ, 30% तुम्ही तुमच्यासाठी वापरा. मग त्याच्यामध्ये तुमचं पेट्रोल आलं. अ, रोजचा खर्च आला, कॉस्मेटिक्स आलं, खाण्या-पिण्याचं सगळं, सगळं ते 30% मध्ये तुम्ही भागवा. पण ना आत्ताच जर तुम्ही पाहिलं ना, तर आता लोकांच्या म्हणजे आत्ताच्या या मुलांच्या पगारी खरंच खूप जास्त आहेत.
हं, हं. हो. अ, हां. नक्कीच, नक्कीच. बरोबर. अच्छा. अच्छा. अर्ध तरी सेव्ह करायचंच. हां. खाण्या-पिण्याचं आलं रे रेस्टॉरंट हं, हं. हो, हो.
आणि तेवढ्या गरजेच्याचं नाही आहे त्यांना पगारी असं मला वाटतं. अ, पण अ, 70% आरामात ते सेव्ह करू शकतात.
<chuckles> नक्कीच, नक्कीच.
हो ना.
अ, खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचा जो पहिला अनुभव जो होता, त्याच्यातून घेतलेल्या छान-छान गिफ्ट्स होत्या. आई-बाबांना काय म्हणतात ना अ, एकदम अभिमान वाटेल असा तुम्ही अ, छान-छान गिफ्ट्स ही दिल्या आणि तुमचं सेव्हिंग्ज मात्र खूप अ, पहिल्यापासून सुरुवात झालं. खरंच मला खूप छान वाटलं या गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्यात आणि शेअर केल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.
<chuckles> हो. खरंच हो. हो, हां. ते मला सुद्धा तुमच्याशी बोलून खरंच खूप मोकळं अ, वाटलं आणि अ, मला माझं मनोगत व्यक्त करायला तुम्ही संधी दिली त्यासाठी खरंच खूप-खूप आभार आणि खूप-खूप धन्यवाद. तुमच्याशी परत एखाद्या नवीन प्रश्नावरती बोलायला मला नक्कीच आवडेल. तर अ, खूप-खूप धन्यवाद तुमचे.